हो, थांबते, ना मी करते ना. माझं जर कधी असं झालं, मी जेव्हा ऑफिसला होते ना आणि तेव्हा माझी घरी यायची. मग डोकं पण माझं खूप दुखायचं ते ताणाताणाने, तर माझी आई ना घरी आली का पहिले चहा नाही द्यायची मला. "हे पाणी पी आणि अ, थोडं 15-20 मिनिटं त्याच्यानंतर काहीच खायचं प्यायचं नाही." तर खरंच डोकं कमी होतं. तुम्ही एकदा करा. नक्कीच प्रयोग करा. त्याचा नक्कीच होईल.
अच्छा. हां, हां. नाही मी नक्कीच करेल, कारण की मलाही डोकेदुखीचा त्रास आहे, ऑफिसमधून आल्यावर डोकं दुखतच रोज.
नाही. तुम्ही करा ना. खरंच अ, होतं. फक्त कोमट पाणी घ्यायचं हं, गरम पाणी नाही घ्यायचं त्याच्यात. नाही तर मग एकदम गरम पाणी पिलं तर मग घसा जळतो. ते जास्त चांगलं नसतं ते. आणि बघा मग पोटदुखी आली बर का, पोटदुखीमध्ये पण अ, आपण काय करते, माझी आई काय करते पोट जेव्हा दुखलं, तेव्हा गोळ्या वगैरे असं बाहेरचं डॉक्टरांचा सल्ला नाही घेता, तर काय हिंग, हिंग माहिती आहे ना तुम्हाला?
बरोबर. हो, हिंग माहिती आहे ना.
हां, आपण जी आपण अ, घरच्या मसालामध्ये हो, हो, हो. मग ती घरच्या हिंगाची हिंग आणि त्या पाण्याचा लेप, हिंगाचा पाण्याचा लेप, आपल्या पोटावर लावायचं. हो, हो. प्यायचं नाही बरं का.
जेवणासाठी जेवणामध्ये वापर हां, जेवणामध्ये वापरतात. हिंगाच्या पाण्याचा. अच्छा. त्याने, नाही, नाही पाण्यामध्ये तो
पाण्यामध्ये थोडीशी हिंग टाकायची, त्याचा लेप आपण तयार करायचा, आपण कसं तोंडावरती लावायचा लेप वगैरे आपण कसं तयार करतो, हो तसंच तसंच तसं तयार करायचं आणि तो लेप आपल्या पोटावरती लावायचा. पोटावरती म्हणजे पूर्ण पोट नाही बरं का. एकदम अ, जी आपली नाभी वगैरे राहतो ना त्या साइडला असं थोडंसं, असं, गोल असं करून ते तो लेप लावायचं. त्याच्याने पण पोटदुखी कमी होते आणि त्याच्याने म्हणतात अपचन पण कमी होतं, बरं का.
हां, हां. फेसपॅक, फेसपॅक जसा तयार करतो तसा. बरोबर. हां, हां. किती वेळ?